माणूस म्हंटला, की त्याच्या आयुष्यामध्ये चढ-उतार हे येतच असतात. काहीतरी चांगले बदल, वाईट बदल हे होत असतात. अ, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल काय झाला हे तुम्हाला सांगता येईल का?
हो, नक्कीच. <chuckles> मला सांगता येईल कारण की अ, सुरुवातच तिथून झाली सगळ्या गोष्टींची, तर काही हरकत नाही आहे सांगायला तो, कारण की मला आहे ना, माझ्या आयुष्यामध्ये नोकरीनिमित्तानं पहिल्या वेळेस घर सोडून जावं लागलं होतं. तो प्रसंग माझ्यासाठी फार मोठा होता, कारण की मी काय आहे ना, लहानपणापासून काय? कशामुळे? ते मला नाही माहिती, पण लहानपणापासून जे आहे ना, की मी कधी आई-वडिलांना सोडून एक दिवसही राहिलोच नव्हतो. कधीच नाही. कधी नातेवाईकांकडे नाही. कधी अ, मामाच्या घरी नाही. काहीच नाही. कारण की जसं आठवतं तसं काय भीती होती? काय होती? काय माहिती? मला आहे ना, मी भरपूर वेळा प्रयत्न केला माझ्या घरच्यांनी, की नाही का, नातेवाईकांच्या घरी सोडायचं, "बाबा, तू थांब तिथं मामाच्या घरी थांब. आपल्या गावी थांब." असं-तसं पण ते शक्यच नाही झालं त्यांच्याकडून आणि त्याची त्यांना माझ्यापेक्षा जास्त भीती, त्याची त्यांना होती, की बाबा याचं पुढं काय व्हायचं? याला शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त कुठं बाहेरगावी जाणं पडलं तर काय व्हायचं, पण ते मग कालांतराने असं वाटलं की बदल बदल होईल याच्यामध्ये. बदलत जाईल, बदल होईल, बदल पण तो बदल काही माझ्यामध्ये झालाच नाही. कारण की काय होतं ना माझे वडील अ, अ, काम करायचे ते मिलिट्रीमध्ये होते. तर 3-3 वर्षांनी त्यांच्या बदल्या व्हायच्या आणि शक्यतो हां अन् मग शक्यतो काय ना, की मी त्यांच्यासोबत म्हणजे आम्ही कुटुंब त्यांच्यासोबत राहायचं त्यावेळेस आणि मग ते 2-3 वर्ष आम्ही काय संपर्कातून तुटल्यासारखं होतं. घर-शाळा, घर-शाळा, त्यातल्या त्यात मग ते असं कुठं राहायचं हेच नव्हतं होत. मग त्याच्यामुळं मला ती काय भीती झाली का, का ती सवय झाली? काय माहिती? की जेणेकरून मला ते कुठं राहायचं होतच नव्हतं आणि मग तसाच प्रसंग जसा आई-वडिलांची भीती होती ते झालं. मला अ, फर्स्ट टाईम जेव्हा मला जॉब लागला कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू कॅम्पस इंटरव्यू थ्रू तेव्हा मला घर सोडून जाण्याची पाळी आली आणि तो निर्णय माझ्या घरच्यांनी पहिलेच मान्य केला होता, की हा काही जरी झालं तर हा घर सोडून जाणार नाही म्हणून. तर त्यांनी एक शब्दही बोलला नाही मला, की बाबा तू जा कर म्हणून. कारण त्यांना गॅरंटी होती, हा जाऊच शकणार नाही म्हणून.
हो, हो. बरं, अरे! हं, हं, हं, हं. अच्छा! हं. हं. हां ना. अच्छा! बदल्या होतात. बरोबर, बरोबर. हां, हां. हं. हं. बरोबर. हां, हां. हं. अरे बाप रे! <chuckles> हां, हां, हां. हां. ओके. अ, म मग त्याला म्हणतात ना की होमसिक. होमसिक म्हणतात नाही का? त तर तसा प्रकार तुमच्या बरोबर झाला की तुम्ही होमसिक होता. तुम्हाला घरच आवडायचं किंवा आई-बाबाच आवडायचे. आई-बाबा जिथे तिथेच मी. असं असतं. अ, पण तुम्ही त्या अ, हे सगळं ग, झालं तुम्हाला नोकरी लागली आणि तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे. मग हा जो आता अ, ड्रास्टिक चेंज आहे ना, खूप मोठा बदल आहे हा, तसा बघितलं तर. कधी आई-बाप, वडिलांना सोडून न जाता आपण अ, आता अ, दूर गावी जाणार आहोत आणि खूप काळ आपल्याला आई वडिलांपासून आपल्याला अ, वेगळं राहावं लागणार आहे. तर त्यावेळेची ॲक्चुअली तुमची फिलिंग काय होती, काय विचार करत होते तेव्हा तुम्ही?
अ, हो, अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. <clicks tongue> मी विचार करत होतो की आपण करियर घेता करियरचा विचार करताना आपण थोडंसं सीरियसली घ्यायला पाहिजे होतं. कारण मग आपण अशा फिल्डमध्ये करियर केलं म्हणलं की ज्याच्या नोकऱ्या आपल्या शहरामध्ये उपलब्ध नाही. तर 1ली चुकी आपली तिथं झाली म्हणलं. 2री चुकी आता काय झालं म्हणलं? की आपण कॅम्पस इंटरव्ह्यू दिला म्हणलं. कोणी फ जबरदस्ती नव्हती केली आपल्याला. आपण मित्र-मित्रांच्या ओघामध्ये गेलो कॅम्पस इंटरव्ह्यू दिला आणि मग आता सिलेक्ट झालो. मग आता त्यातल्या त्यात 3री गोष्ट अशी झाली म्हणलं की आपण जे आहे, ते ह्या नोकरीबद्दल त्यावेळेस काय ते लेटर आलं होतं घरी. तर मग मी ते एकतर 3री गोष्ट अशी झाली जेव्हा ते लेटर आपल्या हातात पडलं तेव्हा ते लपवलं का नाही आपण, कुठेतरी?
हां, हां. हां, हां. हां, हां, हां. हां, हां. <laughs> घरी दाखवलं. अच्छा.
तर अशातलं हां, घरी दाखवलं आपण मग घरच्यांना घरच्यांना काय? वडिलांना असं वाटायचं की नाही, लाईफचा फेज आहे हे, सगळ्या गोष्टी करायला हव्यात की एवढी काही मोठी काही अशी हे नाही आहे. चॅलेंजिंग नाही आहे ते, की घरात सोडून जाणं. कारण मुलं सहजा-सहजी करतात. नॉर्मली मुलं तर सहजा-सहजी करतात ना, घर सोडून जाणं, राहणं. मग त्यावेळेस त्यांना थोडंसं जाणवलं. पण आता बोलूही शकत नव्हते. त्यांना माहीत होतं याचा प्रॉब्लेम आहे ना, आपण बोलायचं, मग पुढं काही झालं समजा? काही झालं? तर मग तो आपल्याला जिम्मेदार पकडेल त्या गोष्टीसाठी. पण मग झालं असं ना की ती गोष्ट हळू-हळू पसरली. आजू-बाजूला ती कशी वाऱ्यासारखी पसरते ना गोष्ट.
खरं. हं, हां. हं. हो, हो, हो. हो, हो. हं. हं. बरं, बरं, बरं, बरं. हां. बरोबर, बरोबर हां.
आणि सगळ्यांना कुतूहल लागलं की आता हा काय करेल नेमका, जातो का नाही जातो हा? हां. नातेवाईकांमध्ये सगळं हो, माहिती पडून गेलं होत नातेवाईकांना माहिती माहितच होत नातेवाईकांना अजून. मग त्या चर्चेला आलं काय तरी वाऱ्यासारखी पसरली आणि मग त्या चर्चाच सुरू झाल्या नुसतं जिकडं नाही तिकडे, जिकडे नाही तिकडे त्याच चर्चा. आणि मला जॉइनिंगसाठी अ, वेळ होता भरपूर वेळ होता. कारण की त्यावेळेस आमचे फायनल सबमिशन ते बाकी होते. तर 4-5 महिन्याचा वेळ माझ्याजवळ त्यावेळेस भेटला होता मला की 4-5 महिने अजून आहे म्हणून विचार करण्यासाठी, अजून कुठे पाहण्यासाठी.
अच्छा. अच्छा, आजूबाजूच्या सगळ्या लोकांनाही माहिती होतं की तुम्ही होमसिक आहात अ, अ, ज जात नाही हा घर सोडून वगैरे. <chuckles> हां. हां, हां, हां. बरं. <chuckles> हं, हं, हं. हं, हां. ओके.
पण त्या पिरियडमध्ये झालं असं ना की सगळ्यांचे ते वारंवार, वारंवार येणारे शब्द आणि मग ते घरातलं थोडंसं वातावरण बदलायला लागलं की कोणी येऊन आईला बोलतंय, कोणी येऊन वडिलांजवळ बोलतंय, कुठं चर्चा होती? काय होती? मग मला माझे मित्र आणि ते सगळे बोलायला लागले की, "नाही, ठीक आहे म्हणे. पण कधी ना कधी तर करायचंच आहे ना म्हणे हां, तर मग आता तू सुरुवात तर करून बघ. बघतर सही आहे म्हणे, काय होतं? काय नाही होतं? म्हणे बाहेर निघून म्हणे कदाचित तुला आवडेल म्हणे. नाहीच काही झालं तर तुझ्याजवळ तो ऑप्शन तर रेडीच आहे. तुला नाही करायचं? तुला घरीच यायचं आहे ना म्हणे मग परत."
हं, हं. करायचंच आहे. बरोबर. हां, हां. हां, हां. हां, हां, हां, हां. बरोबर, बरोबर.
"मग इथं काही दुसरं बघ. पण काय आहे? आता तू एवढा वेळ दिला म्हणे करिअरमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणे एवढा वेळ दिला शिक्षणासाठी, त्याच्यासाठी. मग आता परत तुला करियर चेंज करायचं म्हणलं, तर मग तुला परत काही नवीन शिकावं लागेल, परत त्या स्थितीमध्ये जावं लागेल. तर त्याच्यापेक्षा की हे एक छोटं पाऊल आहे, ते बघ उचलून, शक्यतो खरंच काही चांगलं घडेल तुझ्या आयुष्यामध्ये." मग त्यावेळेस कसं तरी मी मनाला समजवलं, सगळी तयारी केली आणि मग बाहेर अ, जॉबसाठी गेलो मी. तर तो एक आयुष्यातला निर्णय थोडासा आहे ना, पूर्ण आयुष्य बदललं माझं की त्याच्यामुळं काय झालं ना? की मग मला थोडासा कॉन्फिडंट आला की आपण एकटे राहू शकतो सरवा सरवायवल आहे. आपण की असं काही, हे नाही आहे, की असं काही घडत नाही आहे. आपल्याला काही बिमारी-विमारी नाही आहे तशी. आणि मग कुठेतरी एक थोडीशी चांगली गोष्ट वाटली की नाही बाबा, आपल्या आई-वडिलांची जी सगळ्यात मोठी काळजी होती आपल्याबद्दलची ती दूर झाली.
हां, हां. वाह! अच्छा. हां, हां. वाह, वाह! छान छान. गुड गुड. अ, पण मग तरी तुम्ही आता तिथे गेलात, मित्रांनी तुम्हाला सपोर्ट केला खरंतर. तुमचा मानसिक काय म्हणूयात आधार द्यायला किंवा स्ट्राँग करायला तुम्हाला मानसिक स्ट्राँग करायला की नाही तू जा. तू एक पाऊल तर उचलून बघ. काय होईल जास्तीत जास्त. नोकरीत अ, 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर सोडून येशील पण तू ट्राय तर कर आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळलं की नाही, काय तसं काही नाही आहे. माझं हे फक्त माझे विचार आहेत हे की मी राहू शकत नाही पण अ, प्रयत्न केला तर मी आरामात राहू शकतो आणि ते तुम्ही सुरुवात केली. पण तत्पूर्वी अ, ही तर तुमची मनस्थिती झाली, नातेवाईकांचे काय म्हणतात, ते बोलणं झालं हा राहील का? राहील का? आणि तुम्ही खरं तर ते चॅलेंज म्हणूनच घेतलं की मी राहूनच दाखवतो. असं एक थोडंसं त्यामध्ये मला जाणवलं आणि दुसरी गोष्ट अशी की आईच सगळ्यात भावनिक असते त्या बाबतीत. म्हणजे किती काही असलं तरी तर आईचं काय त्यामध्ये तेव्हा त्या दरम्यान काय होतं? काय सांगाल तुम्ही?
मानसिक स्थिती सुधारली हो. अ, नाही. आई तर भावनिक अ, असतेच म्हणा. पण ती आहे ना, तिनं जाणूच नाही दिलं मला. की खरंच तिला म्हणजे तिची तिला चिंता आहे हे, ती एवढी नॉर्मल राहिली ना, चिल, जातोय, चालला आहे म्हणून, हे तर मग ती गोष्ट बी मला कुठेतरी खटकली. "अरे! म्हणलं यांना माझा प्रॉब्लेम माहीत आहे आणि हे असं वागत आहे म्हणलं, की जसं काहीच नाही." म्हणून की असं वाटतं ना की चिंता करतात, की बाबा ब "तू असं आहे, तू असं झालं तर बघ, तसं बघ." ते काहीच नाही एकदम प्रॅक्टिकल राहू लागले माझ्यासोबत. त्या पिरियडमध्ये, की जेणेकरून मला असं वाटलं की नाही यार, आपल्याला कोणी हेच नाही करत सिरियसली नाही घेते म्हणलं. बाहेरचे तर बाहेरचे आपल्या घरातलेही सिरियसली घेत नाही म्हणलं तर काय राहिलं म्हणलं आपलं. मग अशी गोष्ट झाली ती. तिने नाही जाणून दिलं तिला होती, काळजी भरपूर होती तिला. चुकून, की कसं होईल? काय नाही होत. पण तिनं ते जाणवून नाही दिलं, मला तिला माहीत होतं, की कदाचित मी याला दाखवलं, तर हा काय हा खांदाच शोधतोय एखादा, काहीतरी कारणं शोधतोय तो की नाही जाण्यासाठी. आणि मग तो काय होईल की त्याचं ते लपवण्यासाठी तो मला पुढं करेल, की "हिच्यामुळं मग मी तर तयारी केली होती, माझी तयारी झाली होती, पण मी तिला बघून मी थांबलो म्हणून. हां. मला हिने इमोशनल केलं, भावनिक केलं." अशा गोष्टीवरून म्हणून तिनं व्यवस्थित एकदम हे केलं. कारण तिला म्हणत होतं हे गरजेचं आहे आणि हे आपल्या डोळ्यासमोर झालेलं कधीही चांगलं.
हो का. अरे वाह! हां. वाह, वाह. खटकली. हां, हां, हां. हो, हो, हो. हो, हो हो. हं. वाह! वाह! हं. हां, अच्छा-अच्छा. <chuckles> हं, हं. हां, हां. हां, हां. बरोबर, बरोबर. हं. काळजी होती. हो, हो, असतेच आईला काळजी असतेच. हं, हं, हं. बरोबर, बरोबर बोलले. वाह! वाह! अगदी बरोबर. थांबलं म्हणून. हां, हां. येस. बेस्ट, बेस्ट, वाह, वाह! छान, छान. मग तुम्ही तिकडे गेल्यानंतर, नेमका काय बदल झाला? आता इथे तर सगळं अ, आई-बाबा होते जवळ, तर मग ते व्हायच्यात ईझी व्हायच्या गोष्टी, अ मित्र होते, आजूबाजूचे नातेवाईक होते, पण आपलं शहर, आपलं गाव, आईवडील सोडून, अगदीच लगेच अनोळखी शहरामध्ये जायचं, तिथे नोकरी करायची, मग तिकडचा अनुभव काय होता तुमचा?
अ, तिकडचा अनुभव असा होता ना, सुरुवातीचे बराच दिवस आहे ना, तो मी फक्त ऑफिसला जायचो आणि मग घरी एकटा येऊन बसून राहायचो. हां, त्यामुळे पण मी असं बाहेर निघायची काही हिम्मत नाही करायचो, इकडे मला थोडंसं असं भीती वाटायची, बाबा, बाहेर लोकांमध्ये मिसळू शकेल किंवा नाही मिसळू शकेल, लोकं कशी असतात, काय असतात, मग ती थोडीशी सुरुवाती सुरुवातीला भीतीच होती माझ्यामध्ये. आणि एक तर भाषेचा बी प्रॉब्लेम होता, मी भाषा तर आपल्या, ते तर अजून एक एडवांटेज भेटला मला, हां. दुसऱ्या राज्यातच गेलो होतो. मी म्हणलं, यार, एक तर भाषेचा तर मेन प्रॉब्लेम म्हणला, आपल्याला काही कळत नाही ते काय बोलतात, आपल्याला कळत नाही आणि आपण काय बोलतो ते त्यांना कळत नाही.
घरी, बाप रे! हां. हां, हां, हां. हं. अच्छा, दुसऱ्या प्रांतातच गेले होते, म्हणजे तुम्ही? अच्छा. अच्छा, अच्छा. हां. बरं, बरं. हो. ती मोठी समस्या.
त्याच्यामुळं मग तो एक एडवांटे मला, मी त्या गोष्टीला एक एडवांटेज म्हणून घेतलं, की नाही, आता मग घरचे म्हणायचे, "अरे, तू बाहेर जात जा, सुट्टी आहे, काय घरात घरात राहतो, नेहमी फिरायला जा, बघ तिथं आजूबाजूला भरपूर काही अशा ठिकाणे आहेत फिरण्यासारखे, इकडं जा, तिकडं जा, काही हे कर, ते कर." मी म्हटलं, "नाही. काही जाणार नाही मी, बघतो मी मला असं होत नाही आहे, मला जाणं होत नाही आहे." आणि मग ऑफिसचं, ऑफिसमध्ये असल्यामुळं काय आलं, थोड्यांसं लोकांशी मिसळला, सुरुवात झाली, मग त्यांना कुठेतरी कळलं, त्यांना जाणीव आली, की बाबा, याच्याबद्दल थोडासा असा प्रॉब्लेम आहे, की हां अ, फार अ, हे राहतो, सिक्युअर राहतो, म्हणजे एकदम जास्त बोलत नाही, त्याचं काम भला तो भला, मिसळत नाही आहे. मग त्याने हळूहळू थोडंसं जाणवलं, की याच्यामध्ये थोडासा ह प्रॉब्लेम दिसतोय, म्हणून मग त्या अ, लोकांनी थोडंसं मग अ, मिसळण्याचा प्रयत्न केला मला, की हां मग तिथून थोडी, थोडी, थोडी, थोडी काय होत नाही, सुरुवात झाली, कारण की काय, अंगावर पडलं तर सगळं निघूनच घ्यावं लागतं. पहिली गोष्ट तर तीच झाली, की ज्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही पोहता येत नाही, पण पाण्यात पडले, तर तुम्ही हातपाय तर मारणारच आहे, स्वतःचा जीव वाच स्वतःचा जीव वाचवायला, मग तशीच ती परिस्थिती झाली होती, की मला असं वाटलं, की नाही, आता तर हातपाय मारावाच लागतील, आता याच्यापुढं काही ऑप्शनच नाही आपल्याजवळ. आणि परत तर घरी जायचं नव्हतं. इथं मी ठरवलेलंच होतं, की काय, किती काय झालं, मी म्हणलं, माझी एक होतं, मी म्हणलं, "ठीक आहे," म्हणलं, "मी घरी जाईल," म्हणलं, "पण कमीत कमी जी आहे ना," म्हणलं, "मी 1 वर्ष किंवा 6 महिने तरी काम करून, एकटा बाहेर राहून दाखवल म्हणलं, त्याच्यानंतरच मी घरी जाईल म्हणलं." भले मग ती नोकरी सोडाव का ना लागत म्हणलं मला, पण मी एक ट्राय तर मारेल म्हणल हा.
हां, हां. हं. हां, हां. हं, हं, हं. हो, हो, हो. हं. बरं, बरं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मारणारा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ऑप्शन नाही. हां, हां. हं. वाह, वाह, वाह! क्या बात है! क्या बात है! वाह, वाह! वाह! खूपच छान, खूपच छान. म्हणजे अ, तुमच्या आयुष्यात जो काही स सर्वात मोठा बदल झाला, हा हो होम सिकचा होता, म्हणजे तुम्ही जाऊ शकत नव्हते, पण नोकरीनिमित्त तुम्हाला बाहेर गेलेत आणि तुम्ही राहून दाखवले. आणि एकटं सर्वाईव करू शकता, ही गोष्ट तुम्ही सिद्ध करून टाकले. आई-बापाच्या छत्रछायेत राहणारे एक व्यक्ती अ, अ, स्वावलंबी बनते. हा एक फार मोठा बदल यामध्ये मला जाणवला. अ, तुमचे खूप खूप आभार, इतकी छान गप्पा मारल्याबद्दल, अ, आपण नक्की भेटूयात, नक्की बोलूयात. अ, धन्यवाद.
मला ही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि पुन्हा बोलायला आवडेल. तुमचे खरंच मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद.